आपल्या भारतीय संस्कृतीत ना, विवाह पद्धतीला फार महत्त्व दिलंय. विवाह संस्थेचं, फार मोठं महत्त्व आहे असं म्हणता येईल. तर त्यामध्ये आता विवाह संस्था म्हटलं तर, लग्न आलं नाही का. तर, तुमच्या घरामध्ये नक्की लग्न ठरवण्याच्या कुठल्या ,कुठल्या प्रक्रिया आहे? म्हणजे साखरपुडा, सगाई, की डायरेक्ट लग्न.
<chuckles> हां, हां नक्कीच, नक्कीच. मला वाटतं की आपल्या परंपरेमध्ये किंवा आपले जे भारतामध्ये किंवा आपल्या देशामध्ये जे काही लग्न होतात, ते संपूर्ण कुठेतरी एक पारंपरिक पद्धतीने म्हणा किंवा मग सर्वांमध्ये मिळून म्हणा किंवा मग सगळ्यांच्या आशीर्वादाने कुठेतरी होत असतात. तर नक्कीच अ, मला तुम्हाला सांगायला आवडेल की आमच्या भागात देखील अशा पारंपरिक पद्धतीने कुठेतरी असे लग्न म्हणा अ, केले जातात. तर आता आमचा जर अ, भागातला अ, तुम्हाला सांगायचं म्हटलं तर, आमच्या भागात देखील त्याच परंपरा आहेत. अ, कुठेतरी लग्नाच्या आधी आहे बघायला जाणे. पुन्हा त्यानंतर अ, मग ते नक्की मुलगा मुलगीला पसंत करणे किंवा मुलीने <chuckles> मुलाला पसंत करणे. त्यानंतर मग त्यांचा अ, साखरपुडा ठेवणे मग त्यानंतर अ, त्या दिवशी लग्नाची तारीख काढणे. मला वाटतंय <chuckles> त्यानंतर मग अ, लग्नाच्या तयारीला लागणे. तर मला वाटतंय सगळीकडं अशाच प्रकारे कुठेतरी अ, लग्नाच्या तयारीची सुरुवात होते आणि अशाच एका पारंपरिक पद्धतीने जे आपल्या मागच्या पिढीपासून चालत आली, त्याच पिढी ना पिढी तीच आपली जी प पद्धत आहे ती कशी पुढे नेता येईल. तर मला वाटते आमच्या इकडं त्याच गोष्टीला जास्त भर दिला जातो. म्हणजे अजून काय असं मॉडेल, मॉडर्न म्हणा किंवा डायरेक्ट, लग्न म्हणा किंवा एखाद्या अ, तर मला वाटतंय आमच्या इकडं बी मग, त्यानंतर लग्नाची तारीख ठक अ, ठरल्यानंतर अ, मग एक अ, लग्नाच्या आधी हळद अ, चा हळदीचाच एक प्रोग्राम असते, <chuckles> त्यानंतर सं संगीत असते, त्यानंतर मेहंदी असते. मला वाटतंय त्यानंतर मग लग्न, ते संपूर्ण लोकाच्या आशीर्वादाने कुठेतरी केल्या <chuckles> जातय. अ, जे म्हणतात ना, की मंगल अष्टका असू किंवा जे काही अ, ते म्हणून कुठेतरी सर्व लोकांचा अ, अक्षदा टाकून किंवा आशीर्वाद घेऊन, मग कुठेतरी आपल्या वैवाहिक जीवनाला सुरुवात केली जाते. तर मला वाटतंय अशा प्रकारे आमच्या कुटुंबात आणि आमच्या भागामध्ये एक अशी लग्नाची पद्धत आहे. आ आणि नक्कीच आम्ही ती पद्धत चांगल्या प्रकारे पार <chuckles> पाडण्याचा प्रयत्न करीत असतो.
हं. बरोबर. हां. नक्कीच. हं. हं. अच्छा, हं. हं हं. हं. बरोबर, हं. बरोबर. <chuckles> .नक्कीच. <chuckles> हं. हं, हं. हं. हां. प्रकारच. हो, हो. नक्कीच. हं. हो. नक्कीच. हं. नक्कीच. हं अरे, वा! खूप छान. तर मग आता मला, जाणून घ्यायला आवडेल, की आता, तुमचं स्वतःचं लग्न किंवा असं, कुठेही लग्न म्हणजे परिवारातलं, कुणाचंही ,असं लग्नातला आठवणीतला एखादा क्षण आहे का? म्हणजे तो, रीतिरिवाज म्हणा किंवा कुठलीही, परंपरा जी आजतागायत आहेत, म्हणजे तुमच्या स्मरणात आहे.
हां, हां. नक्कीच, नक्कीच. अ, नुकताच आता माझ्या भावाचं लग्न झालं आत्ताच मागच्या महिन्यामध्ये, तर अ, मला अ, मला तुम्हाला सांगायला आवडेल, की खरंच जे आपली रीतिरिवाज आहे, जे आपली पद्धत आहे, खरंच खूप वेगळी आहे आणि खूप पारंपरिक आहे हो. खरंच आपण पाहत आहोत, की आपण अ, नवरा असो किंवा नवरी असू ह्यांला किती वचनामध्ये बांधतो. तर मला ती पद्धत खूप आवडते, कारण त्यामध्ये आपण अ, 7 वचन घेतो. आपण प्रत्येक वचनासोबत काही ना काही तरी असा नवा निर्णय घेतो आहोत किंवा नवा आपण गोष्ट एकमेकांना आपल्याला बांधून ठेवते. तर निश्चित मला वाटतं ती जी एक परंपरा आहे, ती मला खूप आवडते, कारण त्यामध्ये पूर्ण आपण म्हणतात ना, की अग्नीला साक्षी मानून किंवा मग आजूबाजूच्या लोकांना साक्षी मानून, आपण ज्या शपथ घेतो किंवा मग ज्या गोष्टी आपण आपल्या जीवनसाथी किंवा जी आपली अ, नवरी आहे तिच्यासोबत आपण कुठे तरी अ, सांगतो तिला किंवा तिला वचन देतो त्या गोष्टीचे. तर मला नक्कीच ही पद्धत कुठे तरी चांगली वाटते, की खरंच आपण लग्नाच्या आधी कुठे तरी त्या वचनाची शपथ घेतो. तर नक्कीच आपण कुठे तरी वचनबद्ध राहतोत. मला वाटतं आहे जर आपण वचनबद्ध राहतो, तर नक्कीच आपण कुठे तरी मर्यादित राहतो आणि मला वाटतंय त्यामुळे नक्कीच अ, अ, जे आपलं वैवाहिक आयुष्य आहे, त्यामुळे नक्कीच कुठे तरी चांगलं होतं. तर नक्कीच मला वाटतं आहे, की ही एक जी परंपरा आहे लग्नातली, की लग्ना अ, होण्याच्या अगोदर आपल्याला 7 वचन घ्यावं घ्यावं लागते. त्यानंतर अग्नीभोवती आपल्याला 7 फेरे मारावे लागले आहेत, त्यानंतर मग नंतर आपल्याला अ, म्हणतात, की सिंदूर किंवा मंगळसूत्र हे घालून कुठे तरी आपल्याला अ, लग्न करावं लागते. तर मला ही पद्धत खूप आवडते, कारण त्यामुळे जे आपला विवाह आहे, हे अगदी पारंपरिक पद्धतीने आणि सगळ्यांच्या साक्षीने, सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि सगळ्या लोकांच्या अ, म्हणतात ना, की एका प्रेमाने होत असतं. तर नक्कीच मला वाटतं, की अ, ही पद्धत माझी एक सगळ्यात आवडती पद्धत आहे लग्नातली.
हां. हं बरोबर. हं. हो. नक्कीच. हं. बरोबर. हं. हां. बरोबर. नक्कीच. अगदी बरोबर. हं, हं. हं. <chuckles> हं. नक्कीच. हं. हो. हं. नक्कीच. बरं. हो. खूप छान सांगितलं तुम्ही. तर ना, आता जसं की लग्न म्हटलं ना, की आता नवरदेवाचे मित्र म्हणा किंवा नवरीच्या मैत्रिणी असतात, नाही का. तर मग त्यांचं असं, म्हणजे नवरदेवाला चिडवणं म्हणा किंवा नवरीला चिडवणं, तर अशा प्रकारचे प्रसंग जेव्हा होते आणि खूप अशी मजा येते, तो क्षण आपण अनुभवतो. तर असला कुठला एखादा किंवा इतर कुठल्याही आ म्हणजे, म्हणजे बाबी म्हणूया ज्याच्यामध्ये खूप म्हणजे आपला विनोद होतो किंवा खूप आपण एन्जॉय करतो, असे काही क्षण आहेत का?
हं, हं. अ, <chuckles> नक्कीच, नक्कीच. पहा लग्न म्हटलं, की धमाल, मस्ती, आनंद या सर्व ग गोष्टी तिथे कुठेतरी आल्यातच. अ, नक्कीच मला सांगायला आवडेल, की आमच्या इकडे अ, लग्नाच्या सोबतच कुठेतरी धमाल किंवा मस्ती किंवा मग अ, म्हणतात ना, की एक नवरदेवाचे जे बूट चोरण्याची एक पद्धत आहे किंवा रीत आहे, अ, ही खरंच कुठेतरी केल्या जाते. तर नक्कीच मला वाटतं, की अ, ती एक सगळ्यात आनंदाचं आणि एक मजेशीर अ, क्षण असतो, की जो अ, जो त्या अ, लग्नाला एक आनंदाचा अ, क्षण आपल्याला देऊन जातो. नक्कीच मला सांगायला आवडेल तुम्हाला, की आम्ही देखील कुठेतरी मग लग्नामधी अ, आमचा आता नवरदेव होता म्हणजे आमच्या भावाचं लग्न होतं, तर आम्ही देखील त्यांच्या कुठेतरी त्या अ, बुटाची म्हणा रक्षण करीत होतो, की ह्याचे बूट कोणी चोरू नये म्हणून, पण मला वाटतं की अ, नवरीकडल्या ज्या मुली असतात किंवा ते काय ज्या असतात, ते कुठेतरी त्या बूट चोरण्याचा प्रयत्न करतात. तर नक्कीच मला वाटतं, की त्यामध्ये खूप म धमाल किंवा मस्ती किंवा मग आनंद असतो, की आपण त्या बुटाची कशी रक्षा करायची? प त्यांना कसा चोरायचा? तर मला वाटतं, तो एक क्षण ना लग्नामधला खूप मजेशीर असतो आणि खरंच! त्या क्षणाला आपल्याला खूप असा आनंद येतो किंवा भरपूर साऱ्या गोष्टी घडून जातात, की त्या लग्नाला कुठेतरी त्या गोष्टी खास बनवतात. तर नक्कीच मला वाटतं, की तो एक क्षण अ, फार मजेशीर अ, असतो आणि तो क्षण मी कुठेतरी अनुभवला आहे आणि खरंच ते क्षणाची आज बी मला कुठेतरी आठवण येते. अ, तर मला वाटते ते एक लग्नातले, असे छोटे-छोटे क्षण असतात, जसे की अ, संगीत असो, संगीतमध्ये आपण डान्स करतो किंवा मग हळदी असली तरी, मग हळदीला एकमेकाला आपण हळद लावणे किंवा मग हळदीनं त्याला अ, सगळा भरवणे किंवा मग आपण इतर साऱ्या गोष्टी करतच राहतो. तर नक्कीच मला वाटतं आहे की असे भरपूर सारे आनंदाचे क्षण असतात, मजेशीर क्षण असतात, मला वाटतं आहे त्या क्षणाशिवाय जे आपला विवाह आहे हे कुठेतरी कंप्लीटच होत नाही. तर नक्कीच मला वाटतंय, की अ, असे छोटे-छोटे क्षणच कुठेतरी आपल्या लग्नाला अ, एक चांगल्या प्रकारचं स्वरूप देऊन जातात.
नक्की. <laughs> हं. हो, हो. मजेशीर बाब म्हण <chuckles> <chuckles> <chuckles> हं, हं. <chuckles> हं. बरोबर. <chuckles> हं. <chuckles> हो, हो. नक्कीच. हं. <chuckles> नक्की, नक्कीच. आता तुम्ही खूप छान प्रकारे सांगितलं, की लग्न म्हटलं तर इतकी धमाल मस्तीही होतेच नाही का? पण आजकालच्या काळामध्ये आपण कुठेतरी बघतो ना, की प्रेमविवाहाला प्राधान्य दिले जाते. तर अरेंज मॅरेजऐवजी लव्ह मॅरेज किंवा मग कोर्ट मॅरेज पण म्हणूया असं होतं. मग किंवा ऑनलाईन मॅचिंग म्हणा अ, किंवा डेस्टिनेशन वेडिंग याला खूप जास्त प्राधान्य दिलं जातं. तर या सगळ्यांचा प्रभाव कसा जाणवतो तुम्हाला?
हं, हं. हं, हं. हं. हं, हं. अ, <chuckles> नक्कीच, नक्कीच. पहा प्रत्येकाची आवड असती प्रत्येकाची निवड असती. प्रत्येकाच्या इच्छा असतात प्रत्येकाच्या अपेक्षा असतात. तर निश्चितच मला वाटतंय, की प्रत्येकाने आपापला निर्णय अ, करण्यासाठी आता जो कोणी विवाह करणार आहे जो कोणी लग्न करणार आहे, मला वाटतं तो निर्णय घ्यायला सक्षम असतो आणि निश्चितच मला वाटतं आहे, की आपल्या जे भारतातलं किंवा आपल्या देशातलं जे न्याय व्यवस्था आहे ह्यांनी सुद्धा त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे. तर निश्चितच मला वाटतं आहे, की प्रत्येक लग्न प्रत्येक अ, कुठं बी करा तुम्ही त्यामध्ये एक वेगळाच आनंद असतो, वेगळीच मजा असते आणि भरपूर साऱ्या लोकांचा किंवा मग थोड्या लोकांचा, नक्कीच आपल्याला एक आशीर्वाद असतो. परंतु माझ्या मते मला तरी फॅमिली अरेंज अ, मॅरेज म्हणतात ना, की फॅमिलीच्या अ, सोबत जे कौटुंबिक अ, लग्न असतात, ह्यामध्ये खरंच कुठेतरी वेगळी मजा असती ओ. कारण मग आपले सर्व पाहुणे-रावणे सर्व आपले आई-वडील असू सर्व आपल्या कुटुंबातले सदस्य असू हे कित्येक दिवसांनी एकत्र येतात मग लग्नामध्ये धमाल मस्ती करतात. भरपूर साऱ्या अशा गोष्टींची खरेदी केल्या जाते. पुन्हा भरपूर सारा असा वेळ एकमेकांसोबत दिला जातो. त्याचसोबत अ, मला वाटतं आहे कुठेतरी जेवण असू सर्व गोष्टी कुठेतरी असे अ, पक्वाने केले जातात आणि मला वाटतं आहे, तेच असे छोटे-छोटे क्षण त्या लग्नाला एक आपल्या जीवनातली मोठी आठवण म्हणून जातात. तर नक्कीच मला वाटतं आहे, की कुटुंबासोबत केलेले लग्न, कुटुंबासोबत केलेल्या छोट्या-छोट्या गोष्टी आणि कुटुंबासोबतच्या आनंदाने केलेल्या सर्व गोष्टी कुठेतरी त्या लग्नाला, त्या विवाहाला कुठेतरी खरंच एक फार मोठं अ, बनून जातात. तर नक्कीच मला वाटतं आहे, की माझ्या मते तरी अ, भरपूर सारे लग्न आहेत आणि मला देखील मी तसं म्हणत नाही, की तुम्ही लव्ह मॅरेज करू नये किंवा कोर्ट मॅरेज करू नये किंवा कोणतं मॅरे पण मला वाटतंय प्रत्येक क्षण आपण आपल्या कुटुंबासोबत कुटुंबातल्या सदस्यांसोबत जर घालवला. तर नक्कीच मला वाटतं आहे तो अ, त्या गोष्टीला एक फार मोठा उजाळा देऊन जातो. तर नक्कीच मला वाटतं आहे, की माझ्यामते तरी मला कुटुंबामध्ये अ, राहून लग्न करण्याचीच अ, हं, इच्छा आहे.
बरोबर. हां, हां. बरोबर. नक्कीच. हं, हं. बरोबर. हं. हं, हं, हं. हं. हो, हो. हं. नक्कीच पण एक बाजू आपण अशी बघतो ना अ, की अशा प्रकारचे जेव्हा लग्न होतात तेव्हा एक अ, म्हणजे एक मोठी समस्या असते, काही लोकांसाठी ती आर्थिक बाजू, नाही का, म्हणजे प्रचंड प्रमाणात खर्च होतो किंवा असा खूप ताण-तणाव येतो. तर कसं म्हणजे ती परिस्थिती आपल्याला हाताळायला हवी? किंवा जसं आपल्या समाजामध्ये लग्नाच्या बाबतीत कसं ना, थोडी घेण्या-देण्याची पण रिवाज आहे. तर याकडे कसं आपण म्हणजे ठरवलं पाहिजे बा?
हं, हं. अं, <chuckles> नक्कीच, नक्कीच, पहा हुंडा घेणे याबाबत मी सक्त माझी मनाई आहे. खरंच हुंडाबंदी हा कायदा कुठेतरी सक्त केला पाहिजे. नक्कीच मला वाटतंय की, अ, आपल्याला पैशापेक्षा त्या आपल्या होणाऱ्या अ, बायकोवर असो किंवा मग त्या न मुलीवर असो आपल्याला प्रेम पाहिजे. नक्कीच मला वाटतं त्यामुळे जे आपलं पुढील आयुष्य आहे हे खरंच खूप सुंदर जातं. मला माहिती आहे, की कुठेतरी हुंडा घेणे पुन्हा अ, मुलीकडून काही गोष्टी घेणे हे कुठेतरी आपली परंपरा आहे, पद्धत आहे. परंतु मला वाटते, की कसं असतं, की प्रत्येकजण ही गोष्ट करायला सक्षम नसते तर निश्चितच मला वाटतंय, की ह्या गोष्टीचं आपण भान ठेवलं पाहिजे. ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे, समोरच्या व्यक्तीची आपण परिस्थिती पाहिली पाहिजे. निश्चितच मला वाटतंय, की आपण सर्वप्रथम कुठेतरी हुंडाबंदी हा कायदा सक्त केला पाहिजे. आपल्याला अ, पैशापेक्षा जास्त आपल्याला आपले जे पुढचं आयुष्य आहे आपल्याला मुलीसोबत घालवायचं आहे. त्या अ, म ह्याच्यासोबत घालायचं आहे तर नक्कीच मला वाटतंय की आपण त्याला जास्त प्रायोरिटी दिली पाहिजे. निश्चितच आपण पैशाला प्रायोरिटी न देता अ, कुठेतरी आपण आपल्या गो गोरगरीब लोकांचा त्या पैशामध्ये आपले चांगले लग्न व्हावं हीच त्यांच्यापुढे इच्छा मांडली पाहिजे मला वाटतंय की जर प्रत्येक अ, व्यक्तीने प्रत्येक माणसाने जर असा विचार केला तर नक्कीच मला वाटतंय कोणत्या मुलीची कोण अ, कोणती मुलगी आत्महत्या करणार नाही. कोणत्या मुलीला पैशासाठी तिचा बळी जाणार नाही. तर निश्चित मला वाटतंय की प्रत्येकाने ह्या गोष्टीची काळजी घ्यावी कारण पैशापेक्षा, कुणाला बी कुणाचा जीव महत्त्वाचा असतो. तर निश्चितच मला वाटतंय, की प्रत्येकानं अ, जीवाचा विचार करावा कुणालाच्या अ, ज्या फीलिंग आहे त्या दुखतील असं वागू नये आणि निश्चितच मला वाटतंय, की आपण हुंडाबंदी कायदा आपल्या मनात ठेवून मला वाटतं जरी कोणी मानत असेल किंवा नसेल परंतु ज्याला लग्न करायचं त्याने तो मानावा आणि निश्चित मला वाटतंय, की त्यानं पैसे न घेता चांगला विवाह करावा. तर निश्चित मला वाटतं त्याचं आयुष्य आहे ते नक्कीच कुठेतरी आनंदात पुढे जाईल.
खूप छान. हो, हो. हं. हा. हं. नक्कीच. बरोबर. हं. हं, हं. खूप छान, हो. अगदी बरोबर. हां. हं. हं, अगदी बरोबर. हं. <chuckles> नक्कीच, अ, म्हणजे खूप छान! बोलला म्हणजे कसं हे कुठेतरी पैशाची किंवा देवाण-घेवाणीची जी पद्धत आहे ते काही प्रमाणात का होईना आपण समाजात म्हणजे कमी होताना दिसतंय आणि खूप छान सांगितलं, की अ, ही पद्धत बंद व्हायला हवी बा नाही का? तर एकंदरीत कुटुंबातील लग्नाच्या तुमच्या ज्या पद्धती होत्या खरंच खूप छान होत्या आणि तुमचे विचार पण लग्नाबद्दलचे जे आहे ते खरंच खूप छान आहे. तर अ, आशा करते अजून अ, एखाद्या विषयावर नक्कीच चर्चा करायला तुमच्यासोबत आवडेल तर खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, धन्यवाद.
<chuckles> नक्कीच-नक्कीच, मला देखील आपल्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं, <chuckles> चालेल भेटूया पुन्हा एकदा धन्यवाद, धन्यवाद.